छान, छान, छान. तर आता बघा ना, एखादा फोटो जेव्हा आपण बघतो नाही का? तर तेव्हा कधीतरी आपल्याला लाजही वाटते थोडी "कसे केस होते माझे, कसे कपडे होते," वगैरे, वगैरे तर तुम्हाला जर अशी संधी मिळाली नाही का, परत म्हणजे नाही का, काळात परत त्या प्रसंगी जाऊन आपला फोटो नीट कसं करावं तर असं वाटतं का हो तुम्हाला?
हो. अ, हो, हो, हो, हो. हं, हं. हो, हो अ, एक अ, आम्ही हं, हं. जेव्हा गावी होतो तेव्हाचा 1 फोटो आहे. आजी आहे माझी, मी आजीच्या समोर उभा आहे. एक आमच्या शेजारी 1 ताई होती मीनाताई नावाची एक अ, व होती ती एक ती उभी आहे आणि माझी बहीण आहे. आणि आम्ही सगळे उभे आहोत आणि म माझं अर्धी शर्ट इन आहे, अर्ध शर्ट बाहेर आहे. तो <chuckles> असा फोटो आहे तो. अ, तो छान दिसतो. पण तरी पण मला असं वाटतं, की मला जर असं मागे जाता आलं तर मी ती जे शर्ट आहे ते पुन्हा पुन्हा इन करेल आणि मग तो फोटो काढेल असं एक वा एक वाटतं ते आणि एक अ, लग्नाचा फोटो आहे. अ, कदाचित माझ्या मामाचं लग्न होतं तेव्हाचा फोटो आहे. हळदीचा फोटो आहे. आणि जे ते जेव्हा क्लिक केलं गेलेलं आहे तर तो माझ्या नाकात बोट आहे. मी अगदी लहान आहे. अ, म्हणजे 5 एक वर्षाचा असेल, 4 ते 5 वर्षाचा असेल. असं माझ्या नाकात बोट आहे आणि तो क्लिक झालाय तो फोटो. तर मला त्याचं म्हणजे नाकातला बोट आहे ना, काढल्यानंतर क्लिक करायला सांगेल मी, असं 1-2 आहेत गोष्टी माझ्या लक्षात.
हं. हो, हो. अरे बाप रे! नाही मी नाही का. हं. अरे बाप रे! हां, हां, हां. अरे बाप रे! हो. नक्कीच. नक्की, नक्कीच. हो तर आपल्या घरात फोटो असतात हो आपल्याला फोटो काढायला आवडतात. आपल्या आयुष्यातले सगळे क्षण फोटोद्वारे जिवंत राहतात आपल्याकडे आणि काही, काही ची फोटो तर खूप छान आठवणी सुद्धा परत आणतात आपल्या आयुष्यातल्या. खूप छान बोललात हो तुम्ही या गोष्टीवर इतकी सुंदर उदाहरणं दिलीत तुमच्या आयुष्यातली. तुमच्या वेळेबद्दल तुमचे खूप, खूप आभार आणि धन्यवाद.